बरोबर.
तुम्हाला जर परीक्षेला जाताना समजा 50 ने तुमचं हृदय जर धडकत असेल ना, तर चीटिंग करता वेळेस तुमचं हृदय ते 100 वरती धडकतं. म्हणजे डबल अ, तुम्हाला हे करावं लागतं टेन्शन घ्यावं लागतं. आणि म्हणजे ना, ते अ, चित्तर पक्ष अ, पक्षी असतात ना, जसे अलर्ट राहतात. तसंच अलर्ट राहावं लागतं, जात येत की नाही. आणि ते पण हुशारीने मान पण जास्त हलली नाही पाहिजे. खालीच पाहतो आणि फक्त डोळेच हलले पाहिजे. पाय दिसतात का सरचे जवळ. कुठे गेलाय सर? काय गेलंय? आणि तुम्हाला तशा प्रकारची चीटिंग करावी लागते. तर माझ्याही मना जीवनामध्ये ती घटना घडली की चीटिंग कशी करावी? काय करावी? असं ती कॉलेज काही एवढं स्ट्रिक्ट नव्हतं, त्यात आमचा नंबर लागला होता.
हं. क्या बात! हं. <chuckles> नक्कीच. हं. <chuckles> हं. हं. अच्छा. हं.
आणि मग आम्ही हळू-हळू हो, हो, हो. ते काय एवढं स्ट्रिक्ट नव्हतं. आणि मग आम्ही चीटिंग करायला, नंतर म्हणजे आम्हाला शेवटच्या 1 घंट्यामध्ये म्हणजे चीटिंगचा आमचा वेळच असायचा तो फिक्स. म्हणजे पहिल्यापासून जी चीटिंगची सुरुवात व्हायची ना <chuckles>
म्हणजे से जे सेंटर होतं ते. हं, हं, हं. अच्छा. अच्छा. म्हणजे आता 1 तास उरलेला आहे. तर चला बा, आता चीटिंग काढूया. आता चीट काढूया आणि चीटिंग करूया.
हं, हं. हां. तर आमचं परीक्षेचं जे म्हणजे भीती आहे, ती आम्ही कशी घालवायचो माहिती आहे का, सगळ्यात पहिल्यांदा वातावरण चेक करणं.
हं, हं. हं, हं. हं.
वर्गामध्ये गेल्यावर नेमकं वातावरण कुठे आहे? आपला नंबर कुठे लागलेला आहे. त्याच्या बाजूला, आजूबाजूला कुठे चीटिंग ठेवता येईल, बेंचच्या खाली, वरती, खिडकीच्या बाजूला. हे आम्ही पहिल्यांदा विचार करायचो. म्हणजे चीटिंग पण करणं आणि त्याच्यामध्ये एवढं ध घाबरत नसताना करतो, खूप प्लॅनिंग लागते. हो.
अच्छा. हं, हं, हं. प्लॅनिंग लागतेच. स्ट्रॅटर्जी लागते म्हणावं लागेल. हं, बरोबर.
आणि मग आम्ही ते पाहायचं नेमकं की कुठं ठेवायचंय? काय ठेवायचं? आणि नंतरची जी भाग आहे ना, तर मग सर कोणत्या प्रकारचा येतो आमच्या वर्गावरती आणि मग त्याच्या चेहऱ्यावरून मग त्याची सायकॉलॉजी ओळखायची की हा रागीट असू शकतो का चीट पेपर घेतल्यावरती देऊ नाही शकत का काय?
हं. हो.

नाही बाकीचे भेटलेत. माझा 4 मधला 2 जणं भेटले होते सरला, पण ते आमच्याकडे पण ती पण एक टेक्निक होती. लगेच सरचं पाया पडायचं. सर जाऊद्या र रडून पडून सगळ्या काही गोष्टी करून तो पेपर कसा पटकन आ हां, हां, हां.
<chuckles> हं. म्हणजे पुढच्या वेळेला नाही करणार, आजच्या पुढे कधी करणार नाहीये असं.
पुढच्या वेळेस नाही करणार आणि तो आणि आमचं असं होतं, जर तुला चीटिंग सापडली ना, सरांनी चेक करायच्या आधी तू सगळ्या गोष्टी काढून ठेव. मग एकदा असं झालं, की अ, ते माझ्या मित्राला पकडलं. आणि त्यांनी सगळं म्हणी आता आपण जसं नियम ठरवले देऊन टाकायचं कारण, की मग आम्ही मागची-पुढची त्याला मदत करणारे राहायचे ना, मग त्यावेळेस ना चीटिंग करण्यासाठी. हं, हं, हं. तेच ना, एकमेकांचे सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.
हं. अरे, वाह! हां, म्हणजे पूर्वतयारी असायची म्हणायची. हं. अवघे धरू सुपंथ. हां.
हं, तर मग ते ती टेक्निक आमची तिथं चालायची. आम्हाला संत तुकाराम आणि सगळे देव आठवायचे त्यावेळेस.
नक्कीच, म्हणजे एकमेकांना मदत करणं कर्तव्यच असतं आणि त्यातही मित्रांना नाही का?
<laughs> हो, हं, हां.
परम कर्तव्य म्हणावं लागेल.
तर अ, मग तो ठेवायचा. तर तो सराला एवढा ताण आला त्याची चीटिंग पाहून म्हणे, "लोकं चीटिंग आणतात, म्हणे तू बाजार कसं काय आणला?" म्हणलं चीटिंगचा. एवढा, एवढे पुस्तकं आणि हे ते कसं काय ठेवले म्हणे तू? तो म्हणे ठेवले. तर त्याला ते लवकर.
<chuckles> म्हणजे पुस्तकं म्हणजे चीट नाही, चीट नाही पुस्तकं, अख्खं पुस्तकच.
ते नोट्स नोट्स अ नोट्स होत्या ना, 4-5 वह्याचे पान वगैरे, त्याला तो पुस्तक म्हटलं होतं. अरे, म्हणे, एवढं चीटिंग करता का कुणी. त्याला परत कान आणि एक एक दोन फटके मारले. मग त्याची तीच टेक्निक आपली, सरांच्या पाया बिया पडू. सर पाया पडतो जाऊ द्या, घरी लई टेन्शन आहे, आई आजारी आहे, असं आहे, तसं आहे. मग म्हणून तो घेऊन टाकायचा आणि घेतलं त्याने ते 15-20 मिनिटं लागली आणि मग केली आम्ही त्याला मदत आणि तो
अ, हां. हं. बरोबर, बरोबर. हं, हं. हं, हं. अच्छा. हां, हां. याचा अर्थ 15-20 मिनिटात अ, पेपर रिटर्न केला म्हणजे सर थोडे अ, म्हणजे छान नाही का.
हं, हं. हो, हो. दया करणारे तशी प्रत्येक माणसामध्ये हो, तर, अ, <chuckles> तर अशा प्रकारचा तो आमचा परीक्षेचा ताण आम्ही असा हळू-हळू कमी करायचो. आणि असं आम्ही एकमेकांना सहाय्य करायचो नेमकं आणि खूप चांगले दिवस होते मी म्हणतो ते तर. आता खूप ए-बी-सी-डी पॅटर्न आलाय ना, त्याच्यामुळे कधी-कधी समजत नाही आम्हाला.
दया करणारे. हां, दयावान. दया, क्षमा, शांती असायलाच हवी. नक्कीच. खुपच छान. अच्छा. हं, हं.